प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची तर आवड नक्कीच असते. तर अशा पद्धतीनं तुमची आवड तुम्हाला कशी सापडली?
माझी आवड मला खूप म्हणतात ना उशीराने सापडले. कारण की अ, मला माहीतच नव्हतं मला काय करायचं आहे? कारण की आवड तर खूप होती माझी वेगवेगळ्या फ्रीलान्सिंग करणं किंवा अ, म्हणतात ना अ, घरून प्रोजेक्ट्स घेणं स्वतःच्या व्हिडिओ ऑडिट्स करणं, त्या गोष्टी माझी आवड होती. आणि मला आधी त्या गोष्टी माहीत नव्हत्या. मी मला जे आवडत नाही तेच करत होतो, कारण की घर चालवायचं होतं मला.
होय. <chuckles> हां. हां, बरोबर आहे की. होय, का म्हणजे ते हां म्हणजे काय त्याच्यामागे काही मजबुरी होती तुमची किंवा काय परिस्थिती होती की जी गोष्ट आवडत नाही, ती सुद्धा करावी लागली तुम्हाला ह्याच्यामागे काही कारणं?
मजबुरी होती.
काय पण, काय कारणं होती अशी?
कारण की अ, कारण हेच की कसं आहे की लहानपणी असताना वडील गेले आणि मग ती जिम्मेदारी माझ्यावरती अ, नाही का अ, नंतर आली. आई किती दिवस करणार नाही का? आणि मग ती जिम्मेदारी माझ्यावर आली ना त्यानंतर मग मला ऑप्शन नव्हता आवड
हं, हां बरोबर. नक्कीच, बरोबर आहे. अ, हां. <chuckles>
कारण की अ, जे आहे ते करणं. तेच मला अ, ऑप्शन होतं समोर, की पैसे आणून देणं घरी, कमी का होईना.
बरोबर आहे. खरं आहे की. तरी घरी तुम्ही किती जण आहेत म्हणजे, एकूण तरी?
है ना. अ, माझी आजी, आई, मी, भाऊ-बहीण
अरे म्हणजे तुमच्यावर जवळपास म्हणजे 5-6 जणांची जबाबदारी येऊन पडली असं म्हणता येईल.
हे होते. हां, म्हणून मला ते काम आणि अ, शिक्षण ते दोन्ही गर करायचं होतं. पण ते नंतर शिकता नाही आलं मला काही कारणांनी. कारण की अ, म्हणतात ना पुढं जाऊन अ, माझ्या शिकण्यामुळे त्या दोघांचे शिक्षण राहतील.
हां. बरोबर आहे की. म्हणजे कोणीतरी एक जण कमवता असला पाहिजे, की तो त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलेल वगैरे अशा पद्धतीनं.
आणि तिचं बहिणीचं लग्न. हो आणि त्यामुळं मग मला माझी आवड थोडी कुठेतरी साईडला ठेवूशी असं वाटली, कारण की मला बनायचं होतं अ, सॉफ्टवेअर इंजिनिअर.
अ, होय?
की जो अ, सॉफ्टवेअरमध्ये खूप अ, माहिरत असेल, कॉम्प्युटरच्या गोष्टी शिकायच्या होत्या. पण अ
हां, म्हणजे कॉम्प्युटर विषयी आवड आहे का तुम्हाला फार?
हां, खूप आवड होती मला त्याविषयी आणि अ, ते म्हणतात ना की अ, त्यामुळं मला अ, खूप इंटरेस्ट होता त्या गोष्टीत पण करता आलं नाही. मग मला अ, त्यामुळं अकाउंटमध्ये घुसावं लागलं.
अ, हं. हं, होय. मग आत्ता तुम्ही काय करताय, की आता तुम्हाला ज्या गोष्टीत आवड आहे त्यातचं आहात का, तर चेंज केलंय तुम्ही काय?
इच्छा नसताना. तसं म्हणायला गेलं तर 10-12 वर्ष मी त्यात होतो, ज्यात आवड नव्हती. खूप वर्ष काढले आणि ते करता, करता, मेहनत घेता, घेता, मग मी माझं लेव्हल वाढत गेलो, सॅलरी वाढत गेलो, इन्क्रिमेंट करत गेलो आणि मग आता मी माझ्या आवडीच्या गोष्टीत अ, घुसलो.
हां. हं, हं. नाही खरं आहे की. मग काय. पण ही आवडीची गोष्ट, म्हणजे तुम्हाला ही आवड तुम्ही म्हणला, की बराच वेळ लागला, की ही आवड काय आहे? हे कळायलासुद्धा तुम्हाला बराच वेळ लागला. पण ही गोष्ट तुम्हाला कुठं कळाली? की घरातून लक्षात आली किंवा शाळेत तुम्ही गेल्यानंतर, कॉलेजला गेल्यानंतर कुठून तुम्हाला लक्षात आलं? की मला ह्या गोष्टीविषयी आवड निर्माण होती किंवा ह्या गोष्टी केल्यानंतर मला आनंद मिळतो?
हां, हां. अं, तसं मला कामात असताना आहे ना अ, व अ, मला ते जाणून आली. कारण की मला अ, व्हिडिओ एडिट्स करणं किंवा एखादा अ, फोटो एडिट्स करणं अशा गोष्टी खूप आवडत होत्या नाही का? आणि काहीतरी अ, कंपनीच्या म्हणतात ना अ, ग्रीटिंग कार्ड्स, फ्लॅग्स किंवा ॲनोटेशन कार्ड्स बनवणं. मला सर, सारखं सांगायचे. ते बनव ना, ते बनव ना आणि मग अ, ते मी बनवत होतो नाही का? आणि त्यामुळं म्हणतात ना, की मला अ, असं वाटायचं की त्यात मला खूप मन लागायचं म्हणजे खूप एकाग्र होऊन मी ते करत राहायचो.
हां. बरोबर आहे की हां. हम्म. बरोबर, हां. हां, हां. <laughs> म्हणजे मजा येते, करायला मजा येते. म्हणजे काम म्हणून नाही, तर करायला मजा येते म्हणता येईल.
हां, हां, हां. आणि ते करायला खूप मजा येत होती आणि अ, त्या गोष्टी करता करता मला आहे ना खूप आनंद वाटत होता. कारण की अ, म्हणतात ना एकदम असं अ, कधी मी त्यात खोल जायचो, तर कळायचंच नाही मला.
हां. बरोबर आहे की.
एवढं मुरून जायचं. म्हणजे घरी आलो ना घरीसुद्धा मी ते म्हणजे ऑफिसच काम ऑफिसमध्ये सोडून यायला पाहिजे. पण मी घरी येऊन सुद्धा तेच काम करत होतो.
हं. हां. म्हणजे <laughs> हां. आणि वेळ गेलेलं सुद्धा लक्षात येत नसेल ह्या गोष्टींमध्ये.
रात्री तीन तीन चार चार वाजेपर्यंत. हां. मग मला कळलं की माझी आवड हयात आहे मी त्या गोष्टींमध्ये खूप रस घेतो अशा गोष्टींमध्ये. आणि अ, तरीसुद्धा मला ते म्हणतात ना मी करता येत नव्हतं. मग अ, असंच छोट्या छोट्या ॲप्समधनं वगैरे करत-करत व्हिडिओ एडिट्स करायचं हे करायचं माझे स्वतःचे मित्रांचे काही असेल फोटो-बिटो नाही का. फ्रीमध्ये.
हां. हां. हां, बरोबर आहे की. पण ही प्रेरणा कुठून मिळाली तुम्हाला मित्रांकडून वगैरे कोणाकडून मिळाली का म्हणजे असं वाटली किंवा तुम्हाला मदत कोणी केली ह्यात?
हां. पण बॉस. मदत कुणी नाही केली बॉसकडून भेटली कारण की बॉस मला करायला लावायचा जबरदस्तीने, हे व्हिडिओ बनवून दे रे कंपनीसाठी, हे बघ हे अ, नवीन प्रॉडक्ट काढलाय ह्याचा व्हिडिओ बनव ना. मग ते अ, नंतर त्यांनी काय केलं.
<laughs> हां, हां. <chuckles> म्हणजे त्यांनी मदत नाही केली म्हणता येईल पण त्यांच्याकडून एक दिशा मिळाली की त्यांनी ज्या दिशेला तुला पाठवलं त्या दिशेतच तुला आवड निर्माण झाली म्हणता येईल.
हां. हो. आणि एकदा काय केलं ना त्यांनी, अ, एकदा त्यांनी अ, मला म्हटलंय, की अख्ख्या कंपनीचा अ, प्रॉडक्टचा फोटोशूट करून अ, काढ मला ते ऑनलाईन ई कॉमर्सला पण विकायचं आहे आता. म्हटलं ठीक आहे आणि प्रोडक्ट खूप, 300, 400 प्रॉडक्ट्स. मग त्यांनी काय केलं अ, एक बाहेरून फोट अ, बोलावला प्रोजेक्ट करण्यासाठी नाही का जो फ्री असतो, काम करतो ह्या सगळ्या गोष्टींचा. आणि तो आला आणि त्याने फोटो-बिटो काढून न्यायला पण त्याने किती दिवस झाले तरी त्याच्याकडनं कामच होईना.
हां. अ, हां. अरे बापरे! हां, हां. बरोबर आहे. <chuckles> त्य त्या स अ, हां. म्हणजे त्या संधीचा फायदा थोडक्यात तुम्हाला मिळाला म्हणता येईल मग?
पैसे घेतले, सगळं घेतलं अन् तो करतच नाहीये. अ, हां, नाही भेटला नाहीच फायदा तसं, सांगतो मी तुम्हाला. अ, ते अ, जे आहे ना त्यांनी, अ, पैसे घेतले फोटो पाठवला आणि ते एवढे चांगले नव्हते त्यांनी एडिट केले. सॉफ्टवेअरमध्येसुद्धा महागातल्या. आणि मग मालक म्हटला, "यार, आता काय करायचं? मला तर वेबसाईट लॉन्च करायचीय .सगळं झालं. ई-कॉमर्स वेबसाईट." अन् तो माझ्याकडं आला. मला म्हटला तूच कर आता. मग मी सगळे फोटो काढले परत, सगळ्या गोष्टी केल्या अन् त्याला एडिट करायला चालू केलं एक-एक, एक-एक मोबाईलवरती. कारण की माझ्याकडं सॉफ्टवेअर नव्हते ना.
होय. हां? हं, बरोबर आहे. होय. हं. नक्कीच खरं आहे की. <chuckles> मग काय.
आणि मग सगळे फोटोशूट, सगळ्या गोष्टी करून अँगल-वाइज वेगवेगळे, कारण की एका फोटोचे 3-3 4-4 अँगल पाहिजे होते.
अरे बापरे! मग कंटाळा नाही होय आलं की एक 300-400 जवळपास प्रॉडक्ट आणि त्याचे प्रत्येकाचे जर का 3-4 फोटो काढायचे म्हणजे तरी असं ऐकून तर मला हे कंटाळवाणं काम वाटतं असं. तुम्हाला कंटाळा नाही होय आला एवढं काम बघून हे?
<chuckles> नाही. ते मला आवडत होतं ना. पण त्याच्यामुळे माझं बाकीचं काम साईडला राहत होतं अन् मी जे केलं, फुल जोशमध्ये करत होतो राप, राप, राप, राप, राप! एडिट करतोय, करतोय, त्यात अ, डिस्क्रिप्शन टाकतोय, आयटमचं नाव टाकतोय, सगळ्या गोष्टी टाकतोय, साइज टाकतोय आणि मग, अ, मी कारण नाही म्हटलं तरी ना मालकाला आमच्या, 80 प्रोडक्टचे तर फोटोशूट सगळं करून दिलं होतं व्यवस्थित काम.
हां, हां. हं. <chuckles> हां. बरोबर आहे की. हां. हां. होय. म्हणजे 300 पैकी जवळपास अडीचशे हां, म्हणजे जवळपास तुम्ही म्हणजे न 90% काम, 70-80% तर काम म्हणजे थोडक्यात तुम्ही करूनच दिलं म्हणायचं आहे.
80, 80 हां, हां. अ, कमी म्हणजे थोडं. अ, तरी म पहिले 80 दिलं, मग त्याला थोडं अजून पुढं दिलं. म्हणजे 150 एक झालं होतं माझं नाही का. आणि मग
हं, हां. हां. 80 म्हणताय का तुम्ही? अडीच, हां, हां, अरे! तरी पण म्हणजे बरेच झाले. हां.
150, 150 नंतर 150 पहिलं 80 केलं, मग 150 केलं, नाही का.
हां.
आणि मग अ, त्या म त्यानंतर मी जॉब सोडला. <chuckles>
<laughs> का बरं? म्हणजे, होय मग त्या कंपनीत कशासाठी, की ह्यात तुम्हाला ज्या गोष्टीत आवड आहे, तेच तुम्हाला कंपनी करायला सांगती म्हणून तुम्ही जॉब सोडला का इकडे कंटाळा आला म्हणून सोडला?
<chuckles> दुसरी ऑफर आली चांगल्या कंपनीतून तिथं गेलो. नाही, ते मला एक तर त्याचे पैसे देत नाहीहेत. मला ते जुनं काम पण करायला लावताहेत.
मग? हां, म्हणजे आलं लक्षात की म्हणजे त्यांनी ज्या व्यक्तीला पैसे दिले होते काम करायला, त्याने त्याचं काम केलं नाही म्हणून ते काम तुमच्याकडून करून घेतलं, अन त्याचे तुम्हाला काही एक्स्ट्रा पैसे पण दिले नाहीत का?
हां. आणि मला बाकीचं मला काम करताना पण बोलतातच आहे की हे का पेंडिंग आहे आणि ते का पेंडिंग आहे. अरे!
अरे बाप रे! म्हणजे एक्स्ट्राच्या कामाचं म्हणजे कुठं मोजलंच नाही त्यांनी म्हणता येईल.
मग मला ते सोडलं. हो. आणि मला ती कला, मग मला कळलं मग नंतर काम सोडलं. मग दुसऱ्या कंपनीत लागलो. मग ते थांबलं कुठेतरी. दुसऱ्या कंपनीत गरजच नव्हती त्यांना नाही का, ते करायची. त्यांना ते आवडायचंच नाही. हे काय इन्विटेशन, त्यांचा धंदा जास्त होता ना. जिथे धंदा जास्त त्यांना असल्या गोष्टी करायला आवडत नाही तिथं कमी तिथंच ते गोष्टी असतात. तर मग अ
<chuckles> हां. हं, हं. हां, बरोबर आहे की. <chuckles> खरंय.
त्या दुसऱ्या कंपनीमध्ये अ, 4 वर्ष काम केलं आणि थोडंसं सेव्हिंग करून नंतर मग म्हणतात ना, सेव्हिंग तर व्हायचीच नाही. पण जस्ट नंतर 1-2 महिने
हं. हां म्हणजे त्या दुसऱ्या कंपनीत पण तुम्हाला अशी काही संधी मिळाली नाही का? म्हणजे तुमची आवड जपण्यासाठी वगैरे काय?
नाही, नाही. नाही. मग शेवटी अ, त्या कंपनीत आहे ना 2 महिने होतो ना मी. अ, त्यानंतर मी सेव्हिंग केली. म्हटलं आता कामच सोडतो दिवाळीच्या टाईमिंगलाच. एन्ट आधीच आणि अ, ते काम सोडलं आणि मग मी माझ्या आवडचं शिकायला चालू केलं. हळू-हळू ते काम करता-करता केलंत आधी शिकायला. म्हणजे मी म्हटलं, आता त्याला प्रोफेशनल लेवलला घेऊन जायचं. मी Adobeचे सबस्क्रिप्शन घेतलं. सगळ्या गोष्टी घेतल्या आणि त्यामध्ये अ, एडिटिंग शिकायला लागलो फॉरेनरकडनं. सगळ्या गोष्टी शिकायला लागलो चांगल्यारीत्या आणि ते शिकून, शिकून मी माझे स्वतःचेच अ, व्हिडिओ एडिट्स करायला लागलो काढून-काढून आणि सगळ्या गोष्टी केल्या. आणि तशी माझी आवड म्हणतात ना तिथं चालू झाली खरी म्हणजे.
होय. हां. <chuckles> हां. हां. बरोबर आहे म्हणजे बरोबर आहे की. हं. हां, होय पण हे जे हां, हां, पण ह्या गोष्टी करताना म्हणजे तुम्हाला कुठेतरी आता तुम्ही एक कंपनी सोडली. दुसरी कंपनी सोडली. मग हे सोडताना कुठेतरी तुम्हाला असं भीती वाटली नाही का? म्हणजे असं तर वाटलं असेल नक्की की बाबा माझ्या आवडीचं काम आहे. पण आता तुमची घरची जबाबदारी असेल. ह्या गोष्टींचं संतुलन ठेवत, ठेवत तुम्ही जे काही तुमची आवड सुद्धा अ, जपायला बघताय. मग यावेळेस भीती वाटली नाही अशी, की जबाबदारीत मी कुठेतरी कमी पडेन?
थोडं काम घेणं, हे घेणं. वाटली ना. वाटली मला, पण मी म्हंटलं मला जे आवडत नाही ते करण्यापेक्षा रोजचं काहीतरी आवडतं ते करू.
हं, हं, बरोबर आहे की नक्कीच.
2 पैसे कमी भेटतील मला, चालेल. आनंदी राहील मी नाही का. असं म्हणून मी थोडा रिस्क घेतला आणि म्हटलं घरच्यांना आता, की बाबा बस झालं. आता माझ्याकडनं नाही होत. मी स्वतःचं काहीतरी असं करतो. एडिट्स वगैरे करून पैसे कमवतो. मला पाहिजे त्या गोष्टी करून पैसे कमवतो आणि मग मी त्या गोष्टीत शिरायला चालू केलं. पैसे नव्हते म्हणून मी
खरं आहे. उं, हं. होय. होय, मग आता कशा पद्धतीने हां आता कशा पद्धतीनं जपताय तुम्ही? म्हणजे ते काम तर तुम्ही सुरुवात केली पण आत्ताची काय स्थिती आहे तुम्ही की ती तुमची आवड जपताना?
अ, मी अ, माझी आवड जपताना आहे ना मी तिथं आता, आता तरी थांबलं आहे ते काम काही कारणांमुळं. दुसऱ्या कामांमुळं <chuckles> पण हा साइड बाय साइड करतोय मी नाही का. त्याचं सबस्क्रिप्शन आहेत माझ्याकडं. मी व्हिडिओज शिकतोय, एडिट्स शिकतोय आणि त्यात शिकलो बऱ्यापैकी आणि काम करतोय. एनिमेशन शिकलो मी, VFX त्यामध्ये थोडं थोडं नाही का. म्हणजे पूर्ण मास्टर नाही झालो मी अजूनसुद्धा. मी बिगिनर लेवलच आहे अजून. पण चालू आहे माझं बिगिनर टू इंटरमीडिएटपर्यंत जायचं नाही का पुढं एडव्हान्सपर्यंत जायचं आणि ते चालू आहे अजून पण प्रवास. पण मला माझी आवड भेटली की हा मी ते करतोय. एडिट्स करतोय, चांगल्या प्रकारे व्हिडिओ एडिट्स करतोय आणि फोटो एडिट्स करतोय. लेबल बनवून दिलं मी 1 ब्रँडसाठी.
होय. हं, हं, हं, हं. अ, हां, हां, हां. खरं आहे की. हं, हं. हं. खरं आहे की खरं आहे की. हं. हां. बरोबर आहे हां.
हां. म्हणजे चांगलं लेबल बनवून दिलं ते ब्रँड आहे ना? त्यांनी असं स साधंसुद्धा ब्रँड होतं घरातनं, नाही का चकल्या-बिकल्या बनवून देणारं
खरंय की. हां. हां, हां, हां.
त्यासाठी मी असे लेबल बनवले ना तो कुठलातरी फॉरेनर आ व्ही-आय-पी ब्रँड वाटतोय आहे आता. असे लेवल एडिट करून प्रोफेशनल फुल, हां. असं आलतू-फालतू नाही कुठं तरी झंकी-पुंकी अ, म्हणजे एका ठिकाणी पूर्ण माहितीच पाहिजे त्या कंपनीबद्दल. एका ठिकाणी तो लोगो अ, डिश पाहिजे मोठी फोटोची. एका ठिकाणी ब्रँडचा मोठा लोगो आणि एका ठिकाणी आयटम डिस्क्रिप्शन सगळं, एम-आर-पी वगैरे सगळ्या. कुठल्या-कुठल्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये, नाही का. ते प्रेस प्रोफेशनल.
<chuckles> हां. होय. बरोबर आहे की. हां. <chuckles> हां. अरे म्हणजे सगळ्या गोष्टींचा म्हणजे व्यवस्थित विचार करून तुम्ही एकदम हे केले.
हां. हां. म्हणजे ब्रँडच्या लोगोच्या मागच तो अ, अ, प्रॉडक्टचा फोटो यायला पाहिजे, नाही का? अ, डिस्क्रिप्शन यायला पाहिजे. हां. आणि डिस्क्रिप्शनच्या मागच ती बाकी माहिती यायला पाहिजे असं. अ, रेट वगैरे सगळ्या गोष्टी अशाप्रकारे
पण अ, हां. हां, हां, हां. आलं की लक्षात. बरोबर. हं. पण ह्या प्रवासात तुमच्या ह्या प्रवासात तुमची अशी कोणती तुम्हाला वाटते, की ही सर्वात मोठी चूक होती माझी की त्या प्रवासात की बाबा त्यामुळं जरा तुमची आवड अजून थोडीशी बाजूला सरकली गेली? असं.
मी खूप वेळ लावला, त्या गोष्टी शिकण्यासाठी ही माझी चूक होती.
होय. म्हणजे ज्या गोष्टी हां.
आत्तापर्यंत मी शिकलो असतो ना तर मी कुठेतरी हॉलीवूड किंवा ॲनिमेशन लेवलचा एडिटर असतो आणि आज मी फुल माझं मोठं ऑफिस असतं आणि मी पिक्चर एडिट केलं असते आज.
<chuckles> अ, मग काय, खरं आहे. मग आता ती चूक तुम्ही कशा पद्धतीनं दुरुस्त केली आता? की आता शिकण्यामध्ये स्पीड आणली किंवा गती वाढवली हे शिकताना? काय केलंय? आता काय अजून नाही काय याच्यावरती जास्त काही काम केलं तुम्ही?
अं, मी अ, ती गोष्ट मला एवढी आवड आहे ना, की जसं मी एखाद्या एका एआयला विचारलं होतं, की मला ही गोष्ट शिकायला किती वेळ लागेल? तो म्हटला ही गोष्ट शिकायला 1.5 ते 3 महिने लागतील, नाही का? आणि ती गोष्ट मी 10 दिवसात पूर्ण व्यवस्थित पूर्ण मास्टर लेवल हासिल केली.
हं. हां, बरोबर आहे की. अरे बापरे! म्हणजे तुमची गती त्या मानानं म्हणता येईल की म्हणजे जे अनुभव घेतला तुम्ही आधी, ते जे म्हणजे चांगलाच उपयोग करून घेतला तुम्ही ते.
हं, हं, हं. हां. म्हणजे माझ्या डोक्यात बसतात की कसे कट लावायचे, हां कंट्रोल सी, कंट्रोल व्ही. प्रत्येक गोष्ट माझ्या डोक्यात फास्ट बसली ती. आणि मी काय करतो ना? अ, जशी मी फ्रीमध्ये व्हिडिओ बघतोय ना त्याचा सारखंच सेम इथं व्हिडिओ बनवतो आणि सेम तशीच मी गोष्टी हे माझ्या व्हिडिओमध्ये करत असतो
<chuckles> हां. हां, हां, हां. पण हां. पण ते हां.
असं. आणि का फॉरेनरचं का शिकतोय? कारण की त्यांचे ॲडवान्स व्हिडिओ असतात. आपले इंडियन अ, युट्यूबर आहेत त्यांचे जुने व्हिडिओ आहेत सॉफ्टवेअरच्या. तर त्यामध्ये जुन्याच पद्धती वापरत राहतात ते अजून सुद्धा.
हां, बरोबर आहे की. हं, हं, हं, हं. पण आता ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं, की तुमची आवड आत्ता सध्या तुम्ही काही कारणास्तव जरा थोडीशी बाजूला ठेवली, ना आता तुमचं काही वेगळं काम चालू आहे. तर मग तुम्हाला काय वाटतं? म्हणजे की या दोन्हींमध्ये संतुलन तुम्ही साधू शकता का? किंवा संतुलन साधण्यासाठी काय करावं? की तुमची आवड अन् तुमचं जे काही दुसरं काम असेल, त्या कशा पद्धतीनं तुम्हाला संतुलन साधता येईल?
असं. हां! अ, हां, हां. नाही. मी माझ्या अ, म्हणतात ना माझं स्टुडिओ जे आहे, ठीक आहे, त्यामध्ये मी माझ्या सॅलरीमधनं माझ्याकडं म्हणतात ना अ, आपलं सॉफ्ट बॉक्स लाईट आहे चांगली क्वालिटीची, पॅनल लाइट्स आहेत सगळ्या, ट्रायपॉड्स आहेत, सगळ्या गोष्टी आहे, चांगला माईक घेतला आहे, चांगला सॉ पीसी घेतला आहे, बिल्ड केलेला आणि सगळ्या गोष्टी घेतल्या. आता माझ्याकडं राहीलं आहे कॅमेरा.
हां. हां, हां, आलं लक्षात. <chuckles> म्हणजे सगळं हां.
चांगला.
ती फक्त एक गोष्ट तुम्हाला आता फक्त ही करायची.
त्याचे पण पैसे जमवून घेतलेत मी <laughs> आता. आता मला अ, 2 वर्ष कमीत कमी सर्वाइव होण्यासाठी मी पैसे त्या कामातनं अ, कमवत आहे. जेणेकरून अ, म्हणतात ना, मी 2 वर्ष सर्वाइव होईल. माझं घर व्यवस्थित चालेल आणि 2 वर्षात मी माझं फुल अ, हाय लेव्हलचं म्हणतात ना, बिल्डअप करिअर करेन मी.
<laughs> हां. हां. म्हणजे तुमची आवड ज्या गोष्टीत आहेत आवड ज्या गोष्टीत आहेत, त्या गुड गोष्टीसाठी तुम्ही आता वेळ देऊ शकता. आता ह्या व काम केल्यानंतर व्यवस्थित पद्धतीनं.
प्रोफेशनल लेवलच एडिटिंग्स. हां, हां, हां. हो, म्हणजे चां चांगला ₹70,000-80,000 चा कॅमेरा घेऊन अ, मी अ, माझे म्हणतात ना, 2 वर्ष मी अ, म्हणतात ना माझ्या करिअरसाठी देऊ शकतो. त्यासाठी मी आता पैसे जोडतोय. आणि त्यासाठी दिवसरात्र एक करतोय, की माझं अ, ते मी आवड नाही थांबवली. मी माझ्या आवडीसाठी अ, बजेट वाढवतोय <laughs> माझं आणि बजेट वाढवून मी माझ्या त्या त्यासाठी ऑफ सोर्स अ, चांगला कलेक्ट करायचा प्रयत्न करतोय.
अरे! हं. <chuckles> खरं आहे ते. हं. <chuckles> खरं आहे की खरं आहे की. पण तुम्हाला ही आवड जपताना म्हणजे कुठं असं वाटतं का, की हे आत्ता तर तुम्ही म्हणताय, की 2 वर्षापर्यंत मी अजून या आवडीकडं थोडं लक्ष देणार नाही. थोडंसं बाजूला ठेवलंय आणि पैसे साठवतोय. मग त्याच्या आधी <laughs> आवड वगैरे चेंज होईल किंवा कुठं असं काही नाही ना? हां.
हो ना. असं. नाही, नाही. 2 वर्षासाठी नाही. अ, मी 2 वर्ष, माझी आवड जपण्यासाठी. कारण की 2 वर्ष मी असं समजतो, की माझ्या आवडीतनं मला पैसेच समजा भेटणार नाही. आणि भेटले तरी मी ते परत माझ्या आवडीतच लावणार. तर ते 2 वर्ष सर्वाइव होण्यासाठी. म्हणजे ते 2 वर्ष माझ्या आवडीत घुसून काढण्यासाठी, मी आत्ता 3 महिने अ, माझं बॅलन्स बनवतोय.
हां. हं, बरोबर आहे. हां, हां, हां, हां. आलं लक्षात. नाही, नाही, नाही, नाही. अतिशय चांगली गोष्ट आहे. नाही खरंच म्हणजे तुमच्याबरोबर बोलून म्हणजे ह्या विषयावर, की आपण आपलं जे काही काम करतोय. ते काम करता-करता कशा पद्धतीनं आपण आपली आवडसुद्धा जपू शकतो.
ढील ठेवतोय. हां, म हो.
आणि कशा पद्धतीनं आपण म्हणजे आता तुम्ही जी गोष्ट सांगितली, की आता मी काम करतोय, भले मला ते <laughs> आवड नाही आहे. पण मला ज्या गोष्टीची आवड आहे त्यासाठी मी पैसे साठवतोय, का तर बा पुढच्या 2 वर्षानंतर मी स्वतःच्या आवडीमध्येच करिअर करू शकतो. त्यासाठी हे माझी एक व्यवस्था चाललेली आहे. तर म्हणजे तुमच्याबरोबर खरंच म्हणजे छान वाटलं मला, कशा पद्धतीनं आपण दोन्ही गोष्टींचं संतुलन ठेवू शकता ना! आपण नक्कीच पुन्हा भेटूयात.
<laughs> हां. नक्कीच. हो. मला सुद्धा छान वाटलं. हो, धन्यवाद.
धन्यवाद.